छान, छान. अ, म्हणजे आपले जे वडीलधारी व्यक्ती असतात, म्हणजे आपल्याला जे नेहमी गाईड करतात, ते कुठे ना कुठे आपल्या भल्याचाच विचार करून काही ना काही आपल्यासाठी करत असतात.
हो. बरोबर. का की त्यांना अ, आपल्याहून जास्त शायद जग माहित असतं आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही अ, कुठे अडकू नये आणि जीवनामध्ये अगर तुम्हाला संघर्षाचा असा क्षण आला, तर तुम्ही त्या क्षणावर घाबरू नये. म्हणून ते तुम्हाला तयार करतात पावली-पावली.
अगदी, अगदीच. बरोबर. हं, हं. आता कधी मागे वळून बघता तर काय वाटतं त्या दिवसांबद्दल आठवलं की म्हणजे आनंद होतो, की दुःख होते? की सेव्हिंग करायला हां.
हां, हां. खरं सांगू तर कधी-कधी आनंद होतो आणि कधी-कधी दुःखही होतो. का की काय असतं ना, की माझं मी 6 वर्ष मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतो. मतलब प्रोडक्शन लाईनमध्ये काम केलेलं आहे मी प 6 वर्ष आणि आत्ता मी
<chuckles> मिष्ट भावना असते. अच्छा. हं, हं. हं.
ज्या कंपनीमध्ये काम करतोय 2 वर्षापासून, ती म अ, मला अ‍ॅज अ कंटेंट क्रिएटर आणि जो इन्फ्लुएन्सर असतो, त्यांचा इन हाउस इन्फ्लुएन्सर आहे मी. तर मी पाठीमागे वळून पाहतो ना, तर मला असं वाटतं की मी 6 वर्ष पहिले खूप पैसे खर्च केले, पण वाचवले खरी. आणि आज मी 2 वर्षामध्ये पाहतो, तर मी मतलब हे ह्याच्यावर हसू येतो मला की मी पहिले खूप पैसे खर्च करायचा आणि वाचवायचा कमी आणि आत्ता मी खर्चच नाही करू शकत. का की माझ्याकडे पैसेच नाही वाचत, <laughs> की हो, जबाबदाऱ्या वाढल्या. हां, बरोबर ना, की अं, आता ठीक आहे, आता बायको आहे तुम्हाला आणि मग आता तुम्हाला घरचे खर्चही पाहायचे आहेत. आणि आई-बाबा, दादा-वहिनी कध कधीपर्यंत करणार? तर त्या हिशोबाने मला असं वाटतं की हां, जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. तर अ, आता तुम अ, तुम्हाला असं वाटतं की जेव्हा मी पहिले पुराण्या ह्याच्यामध्ये होता, तर मला खूप छान होतं. अं, अ, आणि आनंद व्हायचा की नाही आपण अ, काही खर्च केलेला आहे, असं काहीतरी वाटायचं, पण आता थोडंस जबाबदाऱ्यांचा बोझ तर नाही म्हणू शकत, पण जबाबदाऱ्यांच्या जाणीव येण्यानंतर ना अ, मला असं वाटतो हर व्यक्ति आपल्या आपला बदलून घेतो.
हं, हं. हं. अच्छा. हं, हं. <chuckles> जबाबदाऱ्या वाढल्या असतील ना आता? हं, नक्कीच. हं, हं. अच्छा. <chuckles>